ओह!
आणि मग त्याची डिमांड असते की तुमचं हे जे चालू ठेवायचं असेल तर त्यांना माझ्याकडे पाठवा.
अरे देवा!
आणि ह्याच्यामध्ये जेव्हा स्मिता पाटीलांकडे त्याची नजर जाते तेव्हा ती तर स्वतःला जे सांगते की माझं लग्न वगैरे झालेलं आहे. तो असा काही विचार हे करू नकोस. आणि इव्हन म्हणजे आज एवढं प्रेशर होतं की शेवटी तिचा नवरा तिला म्हणत असतो, "ठीक आहे ना, तुला मी सांगतोय जायला. काय प्रॉब्लेम तुझा?"
हं, हं. हं, हं.
ह्या सिनेरिओमध्ये पण ती स्वतःचा स्वाभिमान वाचवण्यासाठी कशी त्याच्याशी लढते. त्या इंग्रज ऑफिसरशी की त्याचे डोळे. त्या डोळ्यामध्ये ते लोक लाल तिखट टाकतात. म्हणजे इन शॉर्ट तो त्याला ब्लाइंड करून सोडतात ते आणि परत तो काही येत नाही त्यांच्या वाटेला आणि त्यासाठी कशा सगळ्या बायका मिळून एकत्र उभ्या राहतात.
हं. हं, हं. हं, हं. अरे! हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. हं.
ती जर माझी इच्छा नाहीये मग भलेही मी म्हणतात ना की, अ, आय थिंक आपला 1 मध्यंतरी पण असा पिक्चर येऊन गेला, पिंक म्हणून अमिताभ बच्चनचा. अमिताभ बच्चन आणि आय थिंक अ
कुठलं? नो मीन्स नो. अ, तापसी, तापसी.
मला नाव लक्षात नाही. तापसी पन्नू येस तापसी पन्नूचा की त्याच्यामध्ये जर माझी इच्छा नाहीये, मी नाही म्हणतेय, तर माझ्यावर जबरदस्ती करायची कोणाचीच टाप नसली पाहिजे.
हं, हं. हं, हं. हं, हं. मला एक सांगा ना की जेव्हा हे असे अ, चित्रपट येतात आणि अ, असे काहीतरी संदेश, सामाजिक संदेश देतात. तुम्हाला काय वाटतं की खरंच असं संतुलन बनतं का समाजामध्ये? काही त्यांच्यावर फरक पडतो का? थोडं तरी संतुलन निर्माण होतं?
आणि अ, बरोबर. मी म्हणेल संतुलन नाही पण एक अ, जे समाजमन आहे ना ते काय होतं, शांतता जी असते ती ढवळून निघते.
हं, हं.
आणि मग गाळ जो आहे ना तो असा सगळीकडेचं पसरतो आणि मग त्याच्यामध्ये जी काही अस्थिरता असते ती स वर येते. अगदी आपण म्हणतो ना पृष्ठभागावर येते, वर दिसते आणि मग ती त्रा प्रयत्न केले जाते ती एलिमिनेट करायचा. आणि जोपर्यंत सगळं शांत आहे तोपर्यंत गाळ सगळा तळाला आहे. जे काही चाललंय त्या गाळामध्ये चाललंय. वर पाणी तर शांत आहे.
हं. हं, हं. हं. बरोबर. हं.
पण जेव्हा असे चित्रपट येतात तेव्हा तो गाळही आपण म्हणतो ना, ढवळला जातो आणि मग इम्प्युरिटीज कमी करण्यासाठी समाजसुद्धा प्रयत्न करतो. अ, तुम्हाला आठवत असेल त्या आय थिंक अ, त्या चित्र पिंक नंतरच मी टू म्हणून एक अ, # मी टू म्हणून एक अ, हे चालू झालं होतं. ट्रेंड म्हणाल किंवा एक मोहीम म्हण म्हणता येईल. हो, ज्या अंतर्गत बऱ्याच अशा गोष्टींना वाचा फोडण्यात आली, की त्या बंद खोलीमध्ये किंवा बंद पडद्याआड म्हणतो ना आपण तशा घडल्या आणि त्या त्यांच्या फेवरमध्ये नव्हत्या.
अगदी बरोबर. हो. हं, हं, हं. हं, हं. हं. चालू झालेलं आहे. ट्रेंड नाही बोलू शकत. बट हां. मोहीम, मोहीम, मोहीम, मोहीम. हं, हं. किती मुलींसोबत? हं, हं. हं, हं.
तर अ, मी म्हणेल की हे, खूप गरजेचं आहे असे चित्रपट येणं आणि जेव्हा असे चित्रपट येतात, तेव्हा खरं तर समाजमन किती संवेदनशील आहे या सगळ्या गोष्टींप्रती ह्याचीसुद्धा एक चाचणी होते.
नाही, नाही, अगदीच. हं, हं. हं, हं. अगदीच. असा एखादा तुमच्या जवळचा काही एखादा पिक्चर आहे का जो अ, तुम्हाला असं वाटतं की त्यांनी समाजामध्ये 1 सुंदर संदेश दिलेला आहे आणि तुम्हालाही तो खूप कुठेतरी भावतो असं आहे काही?